आजकाल ना, सोशल मीडियाचा भरपूर क्रेझ आहे आणि लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत म्हणजे कुठलीच ह्याची सीमा राहिली नाही. सगळेच सोशल मीडियावर असतात आजकाल तर. आणि तुम्हाला काय-काय वाटतं, की सोशल मीडिया आपल्या मैत्री आणि कुटुंब संबंधावर काही परिणाम करतो का? आणि हे तुम्हाला स्वतःला जाणवलं आहे का?
अ, हो ना. अ, नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात, की अगदी प्रत्येक व्यक्ती, हा सोशल मीडियावर असतो आणि तो खूप वेळ असतो. तर अ, आपला जेवढा जास्त वेळ म्हणजे आपण म्हणतो ना, की आपल्याला अ, आपले जर काही टास्क नसतील ना कामाचे, तर आपलं आधा फोनकडेच असतो. जसं दुसरं बाकीचं नाही राहिलंय आपल्या आयुष्यात. तर अ, त्यामुळे ह्या सगळ्या ज्या सवयी लागलेल्या आहेत ना, त्याचा मैत्री आणि कुटुंबावर खूप परिणाम होतात. म्हणजे अ, मला तर असं वाटतं, की चांगले होतातच, नाही असं नाहीये. त्याचा फायदाही असतो. पण अ, आपण म्हणतो ना, की तसे तोटे पण असतात आणि बऱ्याचशा वेळेला त्याचे त्रासही होतात. असं मला वाटतं.
हो ना. हं. हो. हो ना. हं. हो, खरंच. मग तुमचा अनुभव काय राहिलाय? तुम्हाला काय वाटतं, की म्हणजे नाती ह्याच्यात अ, कसे काय बदलतात? अ, जास्त ते जवळ येतात, की ते दूर होतात एकमेकांपासनं आणि तुमचा अनुभव काय राहिलाय ह्याच्यात?
अ, कसं आहे, मी सांगेल, की नाती जी जवळ आहेत. ती दूर गेलेली आहे आणि जी दूरची नाती आहेत, ती जवळ आलेली आहे. म्हणजे असं मी उदाहरण सांगेल.
हां. अच्छा, म्हणजे कसं? एखादं उदाहरण द्याल का?
की जसं आहे, की आपले म्हणजे आमचे जे आहेत, की जसं आजी-आजोबा आहेत. अजून काही आहेत किंवा नातेवाईकांमध्ये जे जवळचे असतात ना, नात्यातले. तर त्यांच्याशी बोलणं, ते WhatsApp ग्रुपवर असणं, व्हिडिओ कॉल्स करणं. याच्यावरून त्यांच्याशी म्हणजे अ, आपण म्हणतो ना, गप्पा मारणं किंवा बोलणं, काही गोष्टी शेअर करणं. आणि अ, थोडे काही क्वचित जे आहेत, म्हणजे नातेसंबंधातलेच म्हणा, किंवा आणि 1-2 अशा मैत्रिणी ज्या आहेत, त्या परदेशात राहतात. तर नक्कीच त्यांचे व्हिडिओ कॉल्स असतात, अ, चॅट असतो, सगळंच असतं. तर मी म्हणेल, की अ, नक्कीच अ, सोशल मीडिया म्हणजे ज्याच्यावर आता आपण Facebook, Insta हे आहे. मग ते जेव्हा शेअर करतात गोष्टी किंवा काय, ते बघायला मिळतात. आपण आपलं सांगतो, ते त्यांचं सांगतात. तर अ, ह्यापर्यंत काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या खरंच खूप चांगल्या आहेत. सोशल मीडियाच्या आपल्यासाठी चांगल्याच आहेत. पण अ, असं म्हटलं की, आता जर कुटुंब म्हटलं, तर कुटुंब म्हटलं, की अ, त्यामध्ये असं होतं, की तुम्ही जे पण सोशल मीडिया वापरतात, त्यातच सगळं लक्ष असतं. आणि मग अ, त्यात काय ट्रेंड चाललेला आहे, काय बघायचं आहे, त्याच्यावर आपण काय शेअर करतोय, स्वतःच्या गोष्टी किंवा घरातल्या आपण घरातल्या काही सेन्सिटिव्ह गोष्टी असतात बघा, काही फोटोज असतात, अ, काही आपलं अ, व्हिडिओज असतात किंवा आपण बनवलेला काहीतरी कंटेंट असतो. त्याच्यामुळे ना, थोडेसे असे मी बघितलंय, की घरातल्या घरातही असे बरेचसे गैरसमज होतात. तर अ, असा हा पडत असतो.
हं. हां. हां. बरं. हां. हां, बरोबर. हो ना. हं. हो. हां. अच्छा, हां, हे तर तुम्ही खरंच सांगितलं, की दूरची अ, नाती जी आहेत, ती जवळ होतात आणि जवळचे दूर जातात. हे तर मी पण पाहिलंय. मग असं होतं ना, की म्हणजे फक्त सोशल मीडिया म्हणजे Facebook आणि Instagram नाही, तर WhatsApp पण त्यात आलं ना? तर हे WhatsApp, Facebook, Instagram याच्यावरती म्हणजे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट लोक करत असतात ना? आणि ते ना असं, मी पाहिलंय, की एकमेकांसोबत ना ते कंपेअर करतात. की, अच्छा! ही तर सुट्टीला गेली आहे, तर आपण पण जायला हवं. आपण नाही ना गेलो. हिच्याकडे असं आहे, तर आमच्याकडे का नाही? आणि एखादा, आपण म्हणतो ना, काही-काही लोकांचा ना दुसऱ्यांचे पोस्ट बघून भरपूर असा जळफळाट पण होतो. तर ही वस्तू तुम्ही कधी अ, म म्हणजे असं पाहिली आहे का, की अनुभवली आहे का?
हो. होय. हां. हो. हो, हो, नक्कीच. कुटुंबामध्ये होतात, किंवा आजूबाजूला आपल्या मित्र-मैत्रिणी असतात, ऑफिसमधले असतात, आणि या गोष्टी होतातच. म्हणजे मला कसं वाटतं? की पूर्वी कसं होतं, की आपल्याकडे जो पण समारंभ आहे, सण आहे, किंवा आपण कुठल्या नवीन अ, मोठ्या अ, अ, हे घ्यायचो ना. समजा, आपण एखादी गाडी घेतली, हे घेतली, तर त्याचे ज्यावेळेस आपण फोटो काढायचो त्याचे. बघा ना, आपल्याकडे अल्बम असायचे आणि अ, जेवढी लोकं येतील आपल्याकडे तेव्हाच आपण त्यांना बघा दाखवायचो, हे असं आहे, ते तसं आहे. किंवा सण-समारंभाला आले लोकं, की तेवढ्यापुरती मग ते फोटोज वगैरे असं, असं सगळं होत होतं. आता काय होतं, की अ, आपण खूप फोटो काढतो, स्टेटसला टाकतो. मग त्याच्याने आपली किंमत वाढते, आपली प्रशंसा वाढते आणि ती सारखी माणसाला आता इतकी सवय झाली आहे याच्यामुळे, की त्याला सारखं ते हवं असतं. मग त्यासाठी तो काहीही करतो, म्हणजे जसं यांनी जसं अ, घेतलं. तसं मग मला पण पाहिजे, हे इथे ट्रिपला गेले, मग मला पण तसंच जायचं आहे. मग आपणही तसंच करूया, आणि ह्या सवयींमध्ये ते काय करतात? मुलांना हे टाकतात. की त्यांनी पण तसं केलं पाहिजे, मग याने काय होतं ना? या गोष्टींचा खूप अ, परिणाम होतो, मग आपल्या-आपल्यामध्ये पण याचे ना वाद होतात. कारण कसं होतं, की तुलना होते, अ, आपल्या ज्या काही पर्सनल गोष्टी असतात, त्या त्याच्यावर शेअर करतो आपण. हे असं झालं, ते तसं झालं, यांनी असं म्हटलं. तर मग ह्या गोष्टीमुळे काय होतं? जास्त करून नुकसान होतं, असं मला वाटतं.
हां. हं. हो. हो ना. हो. हां, बरोबर. हं. हं. हो. अगदी बरोबर. म्हणजे ते किती वाईट आहे ना, की दुसऱ्यांचं बघून आपलं मन असं करतं, की ठीक आहे, आपल्याकडे पण असंच असलं पाहिजे. आणि त्यात मुलांना खेचणं, म्हणजे हे मला योग्यच नाही वाटत आहे. मग मला एक सांगा, की म्हणजे वेगवेगळ्या पिढीची माणसं असतात. आता लहान मुलं सोशल मीडिया वेगवेगळ्या प्रकाराने वापरतात आणि अ, जे आपल्या घरचे वयस्कर मंडळी असतात, म्हणजे आजी-आजोबा झाले, किंवा आणखीन कोण असतील वयस्कर माणसं, तर त्यांचा वापर अ, पण वेगळा असतो सोशल मीडियाचा. तर अ, तुम्हाला ह्यात काही म्हणजे तुमच्या घरात असा फरक तुम्ही पाहिला आहे का?
हं. हो. हं, हं. अ, हो. आता साहजिकच आहे, की जे मोठे आहेत वयाने, ते असे Insta वगैरे नाही वापरत. अ, ते जास्त करून कसे, त्यांना YouTubeचे रील्स आवडतात. म्हणजे मी असं बघितलेलं आहे. अ, Facebookवर त्यांचे असे अ, जे जुने मित्र-मैत्रिणी असतील, ते असतात आणि नक्कीच नातेवाईक असतात. आणि WhatsAppचे त्यांचे ते ग्रुपही बनलेले असतात. तर त्याच्यावरती गप्पा मारत असतात, फोटो शेअर करतात, किंवा मग घरातल्यांचे लहानांचे जे आहे, त्यांच्या काही शाळेतल्या वगैरे गोष्टी हे शेअर करत असतात. असं ते वेगवेगळं असतं. म्हणजे मग आपल्या वयाचे वेगळे आणि आपल्यापेक्षा जे लहान असतात घरातले, त्यांचं प्रत्येकाचं हे वेगवेगळं शेअर करणं असतं. आणि कसं आहे, की कधी-कधी काय होतं, काही घरातल्या गोष्टी, आपण म्हणतो ना, की ग्रुपही जर आहेत नातेवाईकांचे किंवा आपले मित्र-मैत्रिणींचे, मग अशा काही गोष्टी आहे ना एकमेकांमध्ये आपण संवाद होतो, ते चांगली गोष्ट असते. पण काय होतं, की काही आपण आपल्या खाजगी गोष्टी शेअर करतो किंवा लग्नात, किंवा कुठल्या सणात आपण एकत्र आलोय, त्यात काही गप्पा झाल्या, तर ते शेअर होतात. मग त्या ग्रुपमध्ये
हं. हां. हं. हं. बरोबर.
आणि मग ते सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे अ, कधी त्याच्याने काही वाद होईल किंवा कोणाला, कसं असतं, की काही-काही मेसेजेसमध्ये खरंच कळत नाही, कोणाच्या काय भावना आहेत. त्यांना काय म्हणायचं होतं. याच्याने पण ना, असे गैरसमज होतात. वाद होतात. ह्या गोष्टी होतात. त्यामुळे ज्याला जसं अ, हे येतं ना, जसं समजा आता अ, मी Insta वापरते, Facebook, X अशा ह्या गोष्टी वापरते. मग त्याच्यावर काय पोस्ट शेअर करायच्या, काय नाही, याच्यामध्ये अ, फरक असतो. की जसं मोठे हे करतात. आता लहान जे आहेत, ज्यांना रील्स बघायला फार आवडतात, तर अ, ते अ, त्यांच्या पद्धतीने हे सगळं असं बघत असतात, म्हणजे.
हं. हो ना. हो. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. मग मला सांगा, की अ, आता ह्यासाठी म्हणजे सोशल मीडिया तर एवढं लोकांना वेडच लागलं ना त्याचं आणि अ, त्यासाठी म्हणजे थोडंसं, आपण म्हणतो ना, डिजिटल डिटॉक्स केलं पाहिजे आणि आपल्या समोरची जी माणसं आहे, आपले आजूबाजूची जी आपले नाती-संबंध आहेत, त्यांना आपण सांभाळण्यासाठी असे काय प्रॅक्टिकल उपाय करू शकतो? यावर तुम्ही काय म्हणाल?
हो ना. हो, हो. अ, कसं आहे, की अ, चांगलं आहे, की जे आपण अ, सोशल मीडिया काही चांगल्या कारणांसाठी पण वापरतो. बऱ्याच आपल्याला इन्फॉर्मेशन मिळतात, अ, काही गोष्टी नवीन असतात, त्या समजतात. पण मला असं वाटतं, की जर हे असं करायचं असेल, तर खरंच पहिले तो फोनच बाजूला ठेवला पाहिजे, असं मला वाटतं आणि असं पण नाही, की अगदीच अ, अगदीच खूप वेळसाठी अ, उगाच नाहक बाजूला ठेवायचा नाही. जेव्हा तुम्ही घरात आहात ना, मग सगळ्यांनीच नियम पाळा. कारण कसं असतं, आपण नाही पाळलं, तर लहान नाही पाळत आणि आपल्यापेक्षा मोठे नाही पाळत, तर मग आपणही नाही पाळत, असं होतं. मग मला असं वाटतं, की ते सगळे एकत्र असतात ना, म्हणजे समजा गप्पा मारायला बसतात. अ, सुट्टीच्या दिवशी असतात. अ, कधी-कधी आता दुपारचं नाही सांगू शकत, पण संध्याकाळच्या जेवणाला पण कद अ, म्हणजे अ, काही-काही वेळेला सगळे सोबत असतात, मग फोन नका, सोबत घेऊन बसू किंवा टीव्ही नका बघू. मग एकमेकांशी बोला, की काय चाललंय? काय नाही आहे, सगळं कसं काय आहे? आणि असं म्हणतात ना, की एकदमच काही अर्जंट असेल, तर तुम्ही थोडंसं सायलेंटला बाजूला पण ठेऊ शकतात किंवा तुम्ही तेवढ्यापुरता त्या गोष्टींना नोटिफिकेशन हे करू शकतात, की बाबा अ, जर एखादा कॉल आला, मेसेज आला, तर तुम्ही त्याला नंतर रिप्लाय करा. ह्या गोष्टींना जेवणाला काही खूप वेळ लागत नाही. किंवा सुट्टीच्या दिवशी आरामात बसणं आणि बाकीचं सगळं जे आहे, आपलं सोशल मीडियावरचं ते बाजूला ठेवणं, याच्यात खरंच काही त्रास होत नाही, की आपण अ, मिळून गप्पा मारू शकतो. घरातले काही कामं करू शकतो किंवा एखादी नवीन काही डिश बनवू शकतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यांनाच थोडंसं, आपण पहिले कसं असायचं ना, लहान मुलांना काही तोडायला, भाजी तोडायला, सोलायला असं बसवायचे. अ, मोठ्या घरातले त्या अ, रविवारचा दिवस असेल, तर थोडे घरातले कामं किंवा मग घरातल्या लेडीज काहीतरी वेगळी डिश बनवायचे. असं एकमेकांसोबत अ, वेळ घालवायचे. तो खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण एकत्र राहतो, तर एकत्र वेळही घालवला पाहिजे. नाहीतर मग तंत्रज्ञानाचा पण काही उपयोग नाहीये ना. आपण त्याच्यातच गुरफटून जातो. त्याच्याने त्रास होतो. तर मला असं वाटतं, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये बदल करावा आणि प्रत्येकाने करावा. तरच त्याच्यातून काहीतरी अ, चांगला रिझल्ट येईल, असं मला वाटतं.
अच्छा. हो. बरोबर. हां. हां. हो. हं. हां. हो. हां. हो ना. बरोबर. आणि मग तुम्ही काय सांगाल, की सोशल मीडियापासनं आपण स्वतःची, एखादी आपण म्हणतो ना, बाउंडरीज सेट केल्या पाहिजेत की नाही? म्हणजे सीमारेषा तर अतिशय महत्त्वाचीच असते ना? आणि ती जर का नसली, ते पण सोशल मीडियासारख्या गोष्टीत, तर हे तुम्हाला काय वाटतं? ह्याचे काय असं परिणाम होऊ शकतात?
हं, हं. हो, हो. अ, कसं आहे, की अ, सीमारेषा हवीच. आपण त्याच्यावरनं काय बघतो आहे, त्यासाठी पण, की त्याचा काय परिणाम होतो आणि आपण काय शेअर करतोय, कोणासोबत. WhatsApp ग्रुप असू दे, कोणाचाही असू द्या, Insta, फेस कुठलाही प्लॅटफॉर्म असू द्या, आपण काय शेअर करतोय, कुणाबद्दल बोलतो आहे, उगाच त्याबद्दल गॉसिप चाललंय का? किंवा कोणाच्या भावना दुखवल्या जातायेत का? ह्या गोष्टींकडे पण असं लक्ष दिलं पाहिजे. किंवा आपलं असतं ना असं, आपल्या इतक्या सांस्कृतिक गोष्टी असतात, घरगुती गोष्टी असतात, काही परंपरा. आपण त्याबद्दल बोलतो किंवा बघा ना, आजूबाजूला काही बातम्या सुरू असतील, त्याच्याबद्दल पण आपण मत देतो. पण मग ते मत देताना पण काही जबाबदारीने दिलं पाहिजे, असं मला वाटतं. कारण त्याचाही परिणाम होतोच की. असं होत नाही, की काय फरक पडतोय? कोण बघतंय? काय होणार आहे? किंवा त्यात काय, मी तर काय आमच्याच ग्रुपमध्ये टाकलं. त्याने काय होतंय? नाही, असं खूप काही होतं. त्या गोष्टी व्हायरल होतात. मग त्याच्यातून काही अ, अजून म्हणतात ना, की त्याच्यातून नवीन काही अ, प्रश्न निर्माण होतात. कोणाला काही, कोणाच्या भावना दुखावल्या जातात किंवा अशा बऱ्याच प्रकारचे म्हणजे अ, त्रास होण्याची शक्यता असते. तर मला असं वाटतं, की अ, काहीही शेअर करताना किंवा त्याच्या काही सीमारेषा नक्कीच आखाव्या. नाहीतर मग तो सगळ्यांना त्रास होतो. त्याच्यानंतर आपल्यालाही त्रास होतो आणि नक्कीच तंत्रज्ञान, सोशल मीडिया हे त्रासासाठी नाही, आपल्या चांगल्यासाठी माणसानेच बनवलेलं आहे. तर मला वाटतं, तसाच उपयोग करावा.
हं. हो ना. बरोबर. हो. हं, हं. हो, खरंच. हो. हां. हं. हो ना. अगदी बरोबर. म्हणजे किती छान-छान पॉईंट्स तुम्ही आज सांगितले. आणि सीमारेषा ठेवणं पण किती गरजेचं आहे, कारण त्याशिवाय काही म्हणजे आपण म्हणतो ना, की अ, अ, काही ना काही नियम असले पाहिजे. नाहीतर त्याचे वाईट परिणामही आपल्याला भोगावे लागतात. तर खूप छान अशी माहिती आज तुम्ही दिली आम्हाला. आणि मला असं वाटतं, की सगळेच या माहितीचा उपयोग करू शकतात आणि त्यांनाही फायदा होईल. आणि सोशल मीडिया ते जर का बरोबर वापरतील ना, तर त्यांचे मैत्री आणि कुटुंब नक्कीच सुधारतील.
नक्कीच. नक्कीच.
ह्यासाठी तुम्ही जी इतकी छान माहिती दिली आहे ना, त्यासाठी तुमचा मनःपूर्वक आभार आणि खूप धन्यवाद.
हां, तुमच्याशी पण संवाद साधून आणि या विषयावर बोलून खरंच खूप छान वाटलं. नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.